ओ! कोणता हो? हं.
असतं ना, काय माझं लग्न झालं होतं, तर लव्ह मॅरेज होता.
<laughs> ओके. हं.
तर लव्ह मॅरेजमध्ये ना काय झालं, आम आम्ही असं संगीतचं असं पूर्ण डिसाईड केलं होतं की संगीत करणार आहे आपण. तर मुलीवाल्यांचे डान्स झाली प्रिपेअर आणि आमचे झाले. पण काय मुलीवाले ना असं लेट आले.
अच्छा. हं. ओके.
मुलगी आली होती आणि तिची बहीण आली होती. तर आम्ही लोकं स्टेजवर बसलो आणि आमच्याकडला डान्स झाला सुरू. पण मुलीवाले आलेच नाही. तर मग त्यामुळे ना आणि आमचा टाईम लिमिट 10 वाजताचा होता. त्यामुळे आम्हाला लवकर करायचं होतं. तर मग त्या मुलीवाल्यांचे ना नेमके फक्त 2 डान्स झाले, बाकी डान्स झालेच नाही.
हां. हं. हं. अरे बापरे! हं. अच्छा.
तर एवढं बिनसलं सर्व काही मतलब माझे जे सासरेबूवा आहेत, त्यांची भांडणं माझ्या मोठ्या भावाशी झाली.
मग? आई गं! हं, हां. बापरे! कशावरून? म्हणजे त्यांनी काही <chuckles> बोलणं झालं एकमेकांमध्ये, कशावरून?
ते ते ते असे म्हणाले की आम्हाला पण ते डान्स करायचा होता. आमची मुलीचं पण लग्न होतं. आम्हालाही तुम्ही संधी दिली असती. हे ते. तर असं खूप मोठं घडलं ते आणि त्या क्षणीच आमची एंगेजमेंट पण होणार होती. साखरपुडा त्या क्षणी होता की संगीत झालं
हं. अरे बापरे! हं. हं. अच्छा, हां. हां.
की मग साखरपुडा होणार.
अच्छा, मग?
मग काय झालं की ना भांडणं खूप जास्त वाढायला लागले. तर मग असं मला समजत नव्हतं, मी काय करू? का की दादाचं बोलणं झालं, मग माझ्या बाबाशी न, अ, माझ्या बायकोचा जो भाऊ होता छोटा, त्याचं पण थोडसं विवाद झाला. मग तिथे
अच्छा, हं. ओके. हं, हं, हं, हं. हं. अच्छा. पण हे सॉल्व्ह करायला कोणी आलं नाही? म्हणजे हे विवाद तुमचे जे वाढत चाललेले, तर तिकडे शांत करणारं कोणी न आलं नाही पुढे?

त्याच्या त्याच्या मतलब त्याला असं वाटलं, की मी एवढं काही मी केलं आणि माझं सर्व ते ते म्हणतात ना, की माझं सर्व गेलं पाण्यात.
हं. हो ना. तेच तर.
मग आणि आमचा जो भाव भावंड होते, जो आमचे जो अ, जिजाजी वगैरे होते, त्यांना ही गोष्ट खूप आव वाईट वाटली. तर ते लोकांना असे दादाला हात धरून घेऊन गेले सीधा रूममध्ये. आणि मी स्टेजवर असाच एकटा उभा होता आणि माझी मतलब, माझा साखरपुडा होणार होता. मला समजतच नव्हतं, मी काय करू? त्या आणि आणि तिथनं काय. मुलीवाल्यांकडून असे 2-3 समजदार लोक होते, जो असं सांभाळून घेत होते, की राहू द्या नका बोलू, काही नका करू असं आणि खूप असं, कसं ना अशी परिस्थिती निर्माण झाली की मला असं एकदा असं एकदम किंचित पण आलं मनात की लग्न करून चुकतं नाही करत ये ना.
अच्छा. हां. हं. अरे बाप रे! हं. हां ना, तेच तर. हं. हां. हं. हो ना. हां. अरे देवा! हं.
त्यांचं आपसमध्ये अगर आत्ताच नाही पटत हे, तर लग्नानंतर कसं पटणार?
हां तेच ना. हां. हं. बाप रे!
ती थोडीशी असं माझं मनस्थिती अशी निर्माण झालेली होती.
हां, हां, हां, हां. मग त्यावेळेला तुमच्या मनात काय चाललं होतं? की भीती होती की गोंधळ चालू होता? कारण की काय बघा, एका साइडला तुमची बायको, होणारी बायको आणि तिच्या घरचे आहेत आणि दुसऱ्या साइडला तुमचे एकदम जवळचा भाऊ आणि घरातले आहेत. तर मग काय म्हणजे त्यावेळची सिच्युएशन काय निर्माण निर्णय काय घेण्याचे विचार चालू होते? हं.
हो. त्या क्षणी मी तुम्हाला, बरोबर मी तुम्हाला क्षणी त्या क्षणाचे असे मिश्रित अनुभव होते माझे. की मला भीती वाटते की आता हे लग्न होणार की नाही होणार? आणि ह्यांची भांडणं अगर हातापायावर आली, तर मग अजून काय पुढे होऊ शकतो? मग त्याच्यानंतर मला, मी पाहतोय माझी बायको रडतेय. तर मी काय करू आता? मी बोलला तर शांत हो. तो बोलला, तुझ्या भावाला असं नव्हतं करायचं, हे नव्हतं करायचं, ते नव्हतं करायचं. ते माझ्या मनामध्ये असं
हां, हां. हो ना. तेच तर. अरे देवा! बाप रे! हो. हं, हं, हं. अच्छा म्हणजे ती पण अ, बोलायला लागली का तुम्हालाच? अरे देवा! हं.
हो. तिथेच आणि बोलली असं नव्हतं करायचं. मग माझी आई आली, बोलली ही कशाला रडतीये? म्हणलं आता जे झालंय तुम्हालाही माहिती आहे. तर मग आई पण रडायला लागली. बोलली असं मन कोणाच्या मनामध्ये नव्हतं कोणी जाणूनबुजून नाही केलं. ते लोकं टाईमावर नाही आले. म्हणून डान्स नाही झाला. तर ते शांत व्हायला पाहिजे. आणि तुम्ही मतलब, मी सांगू ना, लग्न माझं
हं. हां. हो ना, हं. हं.